आम्ही पाहतो, की सुट्टी म्हणजे अगदी मजाच मजा अशी असते. तर तुमच्यासाठी आदर्श सुट्टीचा दिवस कसा असतो? तुम्ही काही सांगू शकता याच्याविषयी?
हो. येस, बघा ना, नक्कीच, अ, रोज धावपळ असते, रोजचं काम असतं, रोज ऑफिस असतं, मुलांचा डब्बा असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये ना, आपण कधीकधी स्वतःला विसरूनच जातो आणि काय आहे, स्वतःसाठी करायचं, आपण का जगतो, सगळ्या गोष्टी म्हणजे नाहीचच. मग हां, सुट्टी असेल ना, तर कुठेतरी आपलासा वाटतो आणि खूपच वाटतं. आणि खरं सांगायचं झालं, तर या सुट्टीच्या दिवशीच कधीकधी एवढी सगळी कामं राहून गेलेली असतात, की एवढं एकाच सुट्टीच्या दिवशी येतात, म्हणजे ती सुट्टीचा डबल होऊन जाते. तर बघा, आपण रोज कसं, कॉलेजला जायचं असेल, मुलांची शाळा असेल, तर आपल्याला लवकर उठायला लागतं. पण सुट्टी म्हटली, तर गुलाबी थंडीची थोडी-थोडीशी आपल्याला मज्जा घेता येते, जास्त वेळ अंथरुणात राहता येत आहे.
हं, हं. हं, अगदी बरोबर. हो. हं, हं, हो. बरोबर. हं, हं. हं, हं. हो, हो. <chuckles> अगदी बरोबर, सुट्टी म्हटली, की आम्हाला मजा घेता येत आणि जास्त वेळ अंथरुणात नाही राहता येत, तर एकदम, सो हां, हां, हो, झोप ती साखर झोप पाहिजेलं आम्हाला आणि किती पण वेळ घ्या तुम्ही, अनलिमिटेड झोप घेऊ शकता त्या सुट्टीच्या दिवशी, अगदी मनसोक्त भरून. तर एकदम सुरुवात करूया, की आदर्श सुट्टीच्या दिवसाची सकाळ कशी असते, कशा प्रकारची वेळ वेळच्या उठण्याची वेळ, नाश्ता आणि काय रूटीन असतं, बरं, मला सांगू शकता काही?
हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. हो. हं. हो, हो, बघा ना, जरी सुट्टी असली, तरी आपण पूर्ण दिवस तर नाही ना झोपू शकत आणि आपल्याला शेवटी सगळ्या गोष्टीच बघायच्या असतात. त्यामुळं फक्त एवढंच आहे, की सकाळी घाई-गडबड नसते. रोज कशी घाई असते, तशी घाई-गडबड नसते आणि एकदम शांत सकाळ असते. सगळी मुलं लेट उठतं, फॅमिलीतली माणसं सगळे लेट उठतात, त्यामुळं एकदम हळूवार पद्धतीनं सगळं चालतं, घाई-गडबड नाही, काही नाही. मग सर्वजण एक-एक उठतात, सात-आठ वाजेपर्यंत सगळेजण उठून जातात. मग प्रत्येकाचं अ, फ्रेश होणं असेल, ब्रश होतो आणि मला खरं सांगायला आवडेल, की आमच्याकडे अंघोळ करून लगेच कुणी ब्रेकफास्ट करायला बसत नाही, संडेच्या दिवशी. <chuckles> पहिला ब्रश करायचं, हं, मग
हं, हं. हो. बरोबर. हो. अगदी. हो. हं, हं. हं, हं. हो. अच्छा. अरे बापरे. हं, हं, अंघोळ करून कोणी बसत नाही का, ब्रेकफास्टला?
नाही, ब्रश करायचा लगेच ब्रेकफास्टला, तोपर्यंत 8 वाजतात ना, 8-9 वाजतात. अल्मोस्ट.
हो, हो, अच्छा असं आहे का? <chuckles> आधी
आधी ब्रेकफास्ट करायचा, नंतर बघू काय ते <laughs> अंघोळीचं, दुपारी चांगलं वाटतं ना जरा. आणि
आधी पोटोबा, नंतर मग सगळोबा <chuckles> अच्छा.
आपलं हो. मग चहा बनतो सगळ्यांच्या आवडीचा, आधी ब्रेकफास्ट बनला पोहे वगैरे काय असेल ते, मुलांना इडली आवडते अ, डोसा आवडतो, मसाला डोसा. मग हे सगळं खाऊन झालं की मग, चहा बनतो आणि खरं सांगायचं तर, हे सगळं चहा ब्रेकफास्ट हे सगळं चालू असताना ना, टीव्हीवरती आमच्याकडं देवाची भजन लावली जातात, इतकं सुंदर वाटतं ना, सकाळी-सकाळी हो.
हं, हं. अरे वाह! हो. हं, हं. अरे सुंदर! एकदम छान! म्हणजे खरंच ही आदर्श सुट्टी आहे तुमची की तुम्ही अशा प्रकारची चालवता, कोणी टेन्शन नाही, काही नाही. जेवण करायचं अजुक अ, नाही म्हणजे नाश्ता करायचा सकाळी आणि उशिरा उठायचं आणि म्हणजे अगदी, त्या दिवसाची आम्ही वाटच पाहतो का अशा प्रकारचं आहे. अजून नेमकं काय करता मग देवाची भजनं लावल्यानंतर?
हो, हो. हो. देवाची भजन वगैरे ऐकायची आणि मग सोबतच एकदा ब्रेकफास्ट झाला, की मग आपलं थोडं हळू-हळू पुढच्या कामाला सुरुवात करायची. जसं की अंघोळ करून घ्यायच्या सगळ्यांच्या. आणि मग अ, अ, जेवण वगैरे बनवायचं. मोस्टली काय होतं, की संडेला नाईटला जेवण बनत नाही, सकाळी बनतं. मग अ, सकाळी जेवण वगैरे बनवायचं आणि एक वाजता आम्ही सगळेजण पुन्हा एकत्र जेवायला बसतो. बघा हा संडेचाच दिवस असा असतो आमचा सुट्टीचा, की त्याच दिवशी आम्ही सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसतो. बाकी इतर दिवशी इतर दिवशी कसं होतं ना, ज्याला जसा वेळ मिळेल तसा जेवतो तो. म्हणजे मला ऑफिसला जायचं आहे अ, मी आधी जेवण करून घेणार. अ, दुसऱ्याचा ऑफिसचा टाईम झाला तो त्याचा आवरतो. तो त्याच्या वेळेत जेवण करतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जगतं. त्याला कुठेही बंधनं नसतात. पण अ, सुट्टीच्या दिवशी मात्र असं होत नाहीत. सुट्टीच्या दिवशी आवर्जून सर्वजण एकाच टेबलवरती जेवायला बसतात. मग ते कुणीही असो छोट्या मुलांपासून तर घरातल्या अगदी मोठ्या लोकांपर्यंत. सर्वजण एकत्रच जेवायला बसतात. आणि ते जेवण काही असं 5-10 मिनिटाचं बनत नाही बरं मग. मग ते अर्धा तास चालतं ऑलमोस्ट. तू घे थोडं, तू घे थोडं आणि पदार्थ पण जास्त बनतात ना त्या दिवशी. मग खायला पण वेळ लागतो.
हं. हं, हं. हं, हं. हो. अरे वा! खूपच सुंदर. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं. अरे वा! मग? <chuckles> हो, हो. हं, हं, हं.
मग सर्वजण एकत्र जेवण बा जेवण करतात, मस्त.
तर खूप छान. हं, हं, हं. आठवतंय मला, म्हणजे हं, हं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वांसोबत, मग पुन्हा असं कधी 1 वाजता जेवायला बसतो ना आपण, तर 1 वाजता मग अ, आमच्याकडं आध्यात्मिक वातावरण आहे घरामधलं, सगळं अ, टीव्हीवरती कधी बघतो आम्ही, पिक्चर, मूवी वगैरे सगळ्याच गोष्टी.
हो, हो. अच्छा. अरे वाह! अरे वाह! मग नेमकं ते आध्यात्मिक वातावरणात मला सांगा ना, तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत नेमकं काय करता आणि त्या दिवशी, म्हणजे कोणी एकटं राहतं का, सगळे तुम्ही एक अ, एकत्रच राहायला तुम्हाला आवडतं?
पण शक्यतो हं. नाही, नाही. आम्ही तर एकच
किंवा कोणी सोबती वगैरे बोलवता घरी, म्हणजे कोणी नातेवाईक वगैरे किंवा मित्र वगैरे, अशा काय करता ते सांगा ना, नक्की. हं, हं.
हो, हो. मग? नक्कीच. बघा, सुट्टीचा दिवस आपल्यासाठी जरी असला, पण पाहुण्यांना पण येण्यासाठी सुट्टीचाच दिवस लागतोय. कारण इतर दिवशी जर पाहुणे आले, तर घरातले कुणी जास्त करून त्यांना भेटत नाहीत. घरात जे अवेलेबल राहतात, अ, सासू-सासरे वगैरे माझे, तेच भेटतात आणि माझ्या सासूची अशी इच्छा आहे, की आम्ही सर्वांना मिळून धरून राहिलं पाहिजे ना, की एकटं-एकटं राहिलं पाहिजे. म्हणजे आधी सुरुवातीला लग्न झाल्यानंतर काय व्हायचं ना, की पाहुणे यायचे, आम्ही ऑफिसला चालल्या जायचो. मग त्या नातेवाईकांना असं वाटायचं, की हे दोघं ना, म्हणजे असे एकलकोंडे आहेत, त्यांना नातेवाईक नको आहेत किंवा इगो आहेत, वगैरे अशा संकल्पना निर्माण झालेल्या. मग अ, सासूला मी सांगितलेलं, समजावून, की बघा, पाहुण्यांना येण्यासाठी अडचण नाहीत, पाहुण्याला संडेला बोलवा किंवा मग सुट्टीच्या दिवशी बोलवा ना. जेणेकरून त्यांचा पाहुणचार पण व्यवस्थित होईल, ते पण आम्हाला भेटतील, आम्ही पण त्यांना भेटू. आणि आणि साहजिकच आहेत, ऑफिसच्या दिवसामध्ये आपण माझ्या घरी पाहुणे आलेत, असं कारण देऊन कसं न राहू शकतो बरं, घरी.
<chuckles> हं, हं. ओके. हं, हं. हो, हो. हो. बरोबर. हो. हो. अगदीच. अरे वाह! म्हणजे बरोबर. हो. अगदी बरोबर.
हं. मग आता आमच्याकडे सुट्टीच्याच दिवशी पाहुणे असतात, त्यामुळं ट टेबल जरा वाढवावाच लागतो आम्हाला जेवणाचा आणि टाईम पण वाढतो आणि पदार्थही वाढतात.
अ <chuckles> हां का? खूप छान. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्ही अगदी सुरेखपणे मॅनेज करत आहे, की नियोजन मला असं वाटतं, की खूप चांगलं आहे. अ, पाहुणे येतात आणि तुम्ही समजा टेबल वाढतात, जेवणाची वेळ, याची वेळ. मग नेमकं अजून काय-काय मजा करता तुम्ही? अ, काहीतरी आध्यात्मिक वातावरणाविषयी सांगत होता.
हो, हो. बघा, ज्यावेळेस न आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो ना, त्यावेळेस 1 1 दीडचा टाईम झालेलाच असतो. तर अ, त्यावेळेस आमच्याकडं आस्था चॅनल असतं. आस्था चॅनलवरती भरपूर साऱ्या अ, कथा चालू असतात. भागवत असते, रामायण असते, अ, शिवमहापुराण कथा असते. तर आमच्या घरातल्या सर्वांनाच एवढं आवडतं ना देवाचं कारण कसं आहे त्या कथांमुळं आमच्या घरातलं वातावरण एवढं बदलून गेलंय, प्रत्येकच जण एवढा समजदार बनला कारण प्रत्येकालाच असं वाटतंय, मी चुकू शकतो. त्यामुळं प्रत्येकच जण म्हटलं ना, मी चुकू शकतो, तर असं समोर कुणी म्हणतच नाही, की तू चुकलाय. असं म्हणण्याची कुणाला वेळच येत नाही. प्रत्येकच जण समजावून घेतो आणि सकारात्मक बघतो. त्यामुळं भांडण नावाची गोष्ट घरात राहिली नाही आणि एवढी शांतता आणि सगळ्यांनाच असं वाटतं, की आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. आपण चांगलं राहिलं पाहिजे. मी बोलले होते बघा, की "मी बदलले तर जग बदलेल." तसं आमच्या घरातला प्रत्येकच व्यक्ती म्हणतो, "मी बदलायला पाहिजे." त्यामुळं बोलणार कुणाला ना? आणि भांडण कुणाबरोबर करणार? त्या कथांचा परिणाम आमच्या घरामध्ये इतका सकारात्मक झाला आहे, सांगायला झालं तर. आणि माझी सासूबाई सकाळी उठल्यानंतर हे माझं रुटीन झालं. सासूबाईचं पहिलं उठल्यानंतर ते आमच्या आधी उठतात खरं पाहायला गेलं तर हो, त्या उठल्यानंतर त्यांची पहिली अंघोळ होते आणि त्या अंघोळीनंतर पहिली त्यांची देवपूजा होते. त्यांचं देवपूजा झाल्यानंतरच त्यापुढचे चहा, नाष्टा वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्यापर्यंत त्या अ, येतात. अदरवाईज त्या त्यांना मात्र त्यांच्या देवपूजा मात्र, द देवपूजेमध्ये ना कुठलीही सुट्टी नसते बघा. मग ती सुट्टीचा दिवस असतो किंवा काहीही असो. त्यांची देवपूजा ही नेहमीचीच असते आणि त्या देवपूजेनं आमच्या घरातलं वातावरण पण एवढं असं प्रसन्न होतं ना, की विचारायलाच नको.
हं, हं. हो. हं, हं. अरे वाह! हं, हं. बरोबर. अरे वाह! हं, हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच सुंदर. अरे बापरे! खूप छान! हं, हं. हो, अगदीच. हं, हं. तर नेमकं ती देवपूजा तुम्ही जी करता ना? आणि सर्व वातावरण नेमकं अं, खूप छान होतं, तर मग मग नंतर तुम्ही पुढच्या काय-काय गोष्टी करता? तुम्ही पूर्णपणे कामापासून दूर राहता? की थोडंफार काम पण करता घरातलं? किंवा थोडी काही साफसफाई किंवा काही किंवा मग सोशल मीडिया किंवा पिक्चर पाहणं याच्यापैकी काय करता बरं तुम्ही? किंवा इतर काही तुमच्या दिवसभरातले काही कामं आहेत का?
हं. हो, हो. बघा, आता जेवण तर सकाळी बनतंच. अ, जेवण बन बनव बनवावं लागतं. पुन्हा जेवण झाल्यानंतर मग ती भांडी वगैरे असेल, अ, कपडे असन ते आपले आठवड्याभराचे कपडे रोज एक वेगवेगळा घालायचा, संडेला सगळे धुवायचे, तर मग ते मशीनमध्ये टाकणं असेल, बाहेर टाकणं असेल, पण कसं असतं ना, ही सगळी कामं मी एकटी करत नाहीत. माझ्यासोबत, माझ्या घरामध्ये काम करण्यासाठी मला सोबत आहेत. त्यामुळे हे काम पटकन होऊन जातं आणि सुट्टीच्या दिवशी मग आम्ही हे सगळं तर झालं आपण कुटुंबासोबत वेळ दिला आणि नाश्ता केला, सर्व झालं, पण मला ना वाचनाची खरंच खूप मनापासून आवड आहे आणि कॉलेजच्या याच्यामध्ये मला कसलाच वेळ मिळत नाही. त्यावेळेस मग मी स सुट्टीच्या दिवशी अ, 1 तास तरी मी वाचनासाठी काढते. मग तो न्यूजपेपर असेन, कथा, कादंबरी असेल किंवा मग काहीतरी असेल, गाण्यांचं जरी पुस्तक असेल कुठलंही असू दे पण ते वाचायचं.
हं, हं. हो. हं, हं. हो. हो. हो. बरोबर. अरे वाह! खूपच छान! हं, हं. अरे वाह! हं, हं. हं, हं. अरे वाह! खूपच छान.
वाचण्यासाठी माझा वेळ मात्र परफेक्ट असतो. काढावाच लागतो तो आणि मी काढतेच.
हो, खूपच छान, म्हणजे तुम्हाला वाचण्याची आवड आहे. तर मग किती वेळ वाचता बरं तुम्ही, किती वेळ वाचन करता?
हो, वाचन तर तसं मला खूप वेळ करायला आवडेल बरं, पण टाईमनुसार कमीत कमी अ, अर्धा-1 तास तरी वाचायला गेलं पाहिजे, असं माझं बंधन असतं. कारण कसं आहे, अ, आपण शरीरासाठी आपल्याला जेवणाची गरज आहे, तसं आपल्या विचारांना पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्याला वाचण्याची गरज आहे. मी जर काही आठवड्याभरातमध्ये, संडेच्या दिवशी, समजा अर्धा तास, 1 तास काहीतरी चांगलं नवीन वाचलं, काहीतरी नवं नवीन गोष्ट मी माझ्या अंमलात आणली, तर माझा पूर्ण आठवडा चांगला जातो. पुन्हा पुढच्या संडेला पुढ पुढच्या सुट्टीला, काहीतरी एखादी गोष्ट नवीन शिकायची किंवा पाठीमागच्या आठवड्यात जे काही शिकलं होतं, ते किती वापरलं, याच्या संदर्भात जर मी हे केलं ना, तर माझं अ, लाईफ खूप छान बनत चाललंय, असं मला वाटतंय. एकतरी गोष्ट असावी, कुठली तरी एकतरी.
हं, हं. हं, हं. हो. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर, खूप सुंदर, की ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी करतो, त्यावेळेस आमचं जीवन, म्हणजे खूप सुंदर बनतं, असं वाटतं. कारण की पुस्तकातून आम्हाला नवीन-नवीन विचार भेटतात. तर काही पुस्तकं आहेत का, त्याच्यातून तुम्हाला काही नवीन शिकायला भेटलं? आणि त्याच्यामुळं या सुट्टीच्या दिवशी तुम्ही अजूक प्रेरित झाल्यात किंवा काही डिसिजन घेतलं?
खूपच, खूपच, कारण वाचन हा छंद असल्यामुळं बऱ्याच गोष्टी वाचनात आल्या माझ्या आणि द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आहे, त्यांनी माझं संपूर्ण म्हणजे विचारच बदलून टाकलेत. मी नेहमी हा विचार करायचे, मी कॉलेजला प्रोफेसर आहे, तर मला एवढेच पैसे मिळतात, मला आणखी पैसे मिळायला पाहिजे, माझं पेमेंट एवढ्याच्या वरती जायला पाहिजे, असं नेहमी वाटायचं. आपल्याला कसं असतं, की पैसा वाढला पाहिजे. पण त्या द अल्केमिस्ट नावाच्या पुस्तकामध्ये मी वाचलं, की त्या मुलाला अ, संपूर्ण हे बघायचं असतं, निसर्ग बघायचा असतो, देश बघायचे असतात. मला सांगा, मी इथून अमेरिकेला जाण्यासाठी लगेच मला पॉसिबल होणार नाहीत, तेवढे पैसे माझ्याजवळ असणार नाहीत. पण मला अमेरिका आता बघायचे आहेत. तर त्या मुलाने काय विचार केला होता, की मी पैशानं अमेरिका बघणार नाही, तो बनतो मेंढपाळ आणि त्या मेंढपाळाच्या माध्यमातून तो संपूर्ण स्पेन फिरतो आणि मग मी पण हा विचार केला, अरे, आपण नुसतं पैशा म्हणून आपण सगळी दुनिया नाही बघू शकत.
हं, हं. हं, हं. हो. बरोबर. हो, हो. अच्छा.
मग आपण थोडं
आणि मेंढपाळहून म्हणजे कसं काय त्याला काय पासपोर्ट, व्हिसा कसा भेटतो? काय?
नाही, ते तर आहेत. पण तो स्पेनमधलाच होता. ते कादंबरीमधला जो कथाकार आहे किंवा जो पात्र आहे ते स्पेनमधले आहेत. आपण महाराष्ट्राशी रिलेटेड विचार केला तर, आपण समजा मला महाराष्ट्र फिरायचं आहे पूर्ण, पण माझ्याजवळ पैसाच नाही, तर मग मी कसा फिरणार? तर बघा आपल्याकडे 2-4 उपाय आहेत. आपण फिरू शकतो विदाऊट पैशाचा. कसा फिरणार? अ, आपण एकतर सार्वजनिक अ, जे परिवहन मंडळ असतं, त्यांच्या गाड्या वापरू शकतो. त्याला कमी भाडं असते. ते जर आपल्याकडनं शक्य झालं नाही, तर आपण लिफ्ट मागितली पाहिजेत. अ, मी एकाच असं मुलाखतीमध्ये कुणाचं तरी ऐकलं होतं. त्यांनी सांगितलेला हा मुद्दा मला मनाला खूप भावला. अ, त्यांनी सांगितलं होतं की मी लिफ्ट घेऊन जातो. मी ऑफिसला माझ्या स्वतःच्या गाडीनं जात नाही. लिफ्टने जातो. का? माझ्याजवळ पैसा नाही असं नाही. पण आ माझं असं म्हणणं आहे की मी माझ्या स्वतःच्या गाडीनं गेलो तर प्रदूषण करतो. अ जर ती गाडी समोरची चाललीच आहे, तर अ, मी त्या गाडीला हात देऊन जातो. त्याने 2 फायदे होतात मला रोज नवीन माणसं भेटतात ऑफिसला जाण्यासाठी. प्रत्येकाच्या गाडीला हात दिल्यानंतर अ थांबेलच असं नाही, त्याच्यामुळं माझी मनस्थिती बनते, कारण नकारात्मक गोष्टी पण म्हणजे नाही का, कोणी थांबलं नाही, तर माझा दिवस खराब होत नाहीत.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. खूप छान. हं, हं. हं, हं, अच्छा, खूपच छान सांगताय तुम्ही.
आणि मला खूप साऱ्या प्रकारचे लोकं भेटतात, मला खूप प्रकारचे लोकं भेटतात.
हो, आणि तुम्ही सांगितलं, की अशा प्रकारचे तुम्ही पुस्तक वाचन करता सुट्टीच्या दिवशी आणि तुम्हाला त्यातून खूप शिकायलाही भेटत. तर अशा अशा आदर्श दिवसाला प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही काय कराल, असं तुम्हाला वाटतं आणि काय टिप्स द्याल? कशाप्रकारे आदर्श दिवस सुट्टीचा आम्ही घालू शकतो? थोडक्यात, हं, हं.
हो, अ, हे बघा, दिवसाची सुरुवात ही शांत होतेच आणि प्रत्येकाचीच होते, पण हे बघा, मला जसा स्वतःला वेळ भेटतो, तसा प्रत्येकच गृहिणीला आणि प्रत्येकच माझ्या अ, जे कोणी ऐकणारे असन, त्यांना मिळेलच असं नाही. त्याच्यामुळं स्वतःसाठी वेळ द्या, कुटुंबासाठी वेळ द्या, निसर्गात फिरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या, आवडीची कामं करा.
हं, हं. अरे वाह! खूपच छान बोललात तुम्ही.
जर आपण आवडीचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप निवांत घ्या, संडेच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी.
अरे वाह! खूप छान, खूप छान, आणि तुम्ही खरंच जी आदर्श सुट्टीचा दिवस आहे, तुम्ही त्याचा कसा समतोल राखता, याच्याविषयी खूप छान बोललात आणि खूप काही गोष्टी बोललात, की कशाप्रकारे आम्ही तो आदर्श सुट्टीचा दिवस हा आदर्श बनू शकतो. सकाळी उठणं आणि जेवण करणं, पाहुण्यांना बोलवणं, या सर्व गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याच्याबद्दल अगदी मी तुमचा मनापासून आभारी आहे, तुमचा खूप-खूप धन्यवाद.
हो, मला देखील तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं, हं, आता मी पण लवकरच सुट्टीची वाट बघणार आहे. धन्यवाद.
हं, धन्यवाद.